बघा ना, आपल्या आयुष्यात सगळ्यांनाच प्रेम होतं, तुम्हालाही होत झालं असेल, मलाही झालं. त्याच्यामध्ये ब्रेकअप येतात, नाही का? नवीन आता ते फॅड चालू आहे ब्रेकअप-ग्रेकप अ, प्रेम केलं आणि ब्रेकअप होतो. त्याच्यामध्ये नातंही आपलं तुटलं जातं, मनाचंही ढासळणं खूप त्याच्यामध्ये होतं हो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मग ते संगीत आलं, नाही का? गाणी वगैरे आली, तर अ, संगीत हा एक भावनिक आधार. आपल्याला असं वाटतं का बाबा, संगीत ऐकल्यावर छान वाटतं? असं कधी झालंय का तुमच्या आयुष्यामध्ये, का ब्रेकनंतर संगीत कितपत तुमचं आयुष्य बदललं त्याच्याने?
बरोबर. हो, हो. हो. हो. अगदी बरोबर बोललात तुम्ही की ब्रेकअप झाल्यानंतर कसं आहे ना, आपलं मन ढासळतं, आपल्याला काही सुचत नाही, की आता काय करावं? आणि संगीत मला वाटतं ना, एक जादूमय कुणीतरी तयार केलेली गोष्ट आहे, की ज्यामुळे तुम्हाला इतका आधार मिळतो. तुम्हाला असं वाटतं, की सतत ऐकत राहावं. मला आठवतंय. जेव्हा माझं पहिलं ब्रेकअप झालं होतं, तेव्हा मी म्हणजे मला वाटतं 20च्या सुरुवातीला असेल. आणि हो, त्यावेळी ब्रेकअप म्हणजे काय? एखादा व्यक्ती तुम्हाला आवडतोय, म्हणजे तुमचा क्रश आहे कॉलेजमध्ये. आणि नंतर कळतं की अरे, पण त्याची गर्लफ्रेंड आहे. आता तुम्ही तुम्ही कधी त्या मुलाशी जास्त बोलला नाहीत, कधी-कधी नोट्स देणं, हाय-हॅलो तेवढंच. पण आपण मैत्री कायम अ, म्हणतात ना, की करतो एखाद्या आवडत्या व्यक्तीशी आणि सतत बोलत राहतो. आणि नंतर कळतं, की अरे, असं कसं? ह्याने तर इतकं छान माझ्याशी बोलायचा, मला असं वाटत होतं याचं पण माझ्यावर प्रेम आहे. पण जेव्हा कळतं, की अरे, हे तर काय आपल्या नशिबात नाहीये.
हं, हं. अरे बाप रे! हं, हं, हो. अरे बाप रे! हो का? हं, हं. हो. खूप सारं. बरोबर आहे, मग कधी असं झालंय का? आता बघा नवीन-नवीनच आपला ब्रेकअप अ, झाला आहे तुमचा आणि आता एकट्या तुम्ही बसलेल्या आहेत, असं कधी गाणं वगैरे आवडलंय का तुम्हाला? "ऐकू जरा थोडंसं, मूड चेंज करू," असं झालंय का?
बरोबर. पहिल्यांदा ब्रेकअप झालं ना, सगळी ती अशी छान ब्रेकअपची रडवी गाणी लावायची, म्हणजे आता बोलताना मला हसू येतंय हो, पण त्या इतका त्रास व्हायचा. मला आठवतंय मी त्या टाईमपासमधल्या मूवीचं ते गाणं लावायचे हे प्रेम की यातना. आणि तो यातना शब्द आला ना, की मी उशीमध्ये डोकं टाकायचे आणि रड-रड रडायचे. मला वाटायचं काय
<chuckles> अरे बापरे! यात बरोबर आहे. यातना शब्द ऐकूनच त्याच्यामध्ये यातना आहेत बघा ना, असं मग तुम्हाला आठवतं का ते गाणं ऐकून-ऐकून का काय झालं होतं, काय नाही. सगळं मागचं-पुढचं आठवत असेल, झालंय का कधी?
हो, हो. हो, कारण ना मला आठवतंय की फोन, त्यावेळी कसं मोबाईल वगैरे नव्हते. आपले ते छोटे डब्बा फोन होते आणि मग त्याच्यावर फोनवर अवांतर असं, म्हणजे तासनतास बोलत राहायचे. आणि तुम्हाला अपेक्षा असतात ना, प्रेमामध्ये समोरच्याकडून, की "अरे! त्यानेसुद्धा आपल्यासाठी काहीतरी करावं, आपण इतकं प्रेम करतोय, मग त्याचंसुद्धा आपल्यावर प्रेम आहे." आणि बऱ्याचशा गोष्टी आठव आठवतात, की "अरे आपण एकाच बॅच व अ, एकाच बेंचवर बसायचो." आणि
हं. हो. बरोबर. हं. अरे बापरे! हो का? इतकं इतकं घनिष्ठ प्रेम होतं हो तुमचं मग. म मग कधी असं झालंय का, ते ब्रेकअप नंतर बघा ना, दुःख येतं, विरह येतात, तर गाणे ऐकून तुम्हाला असं कधी शांतता, असं मन असं एकदम सुधारल्यासारखं झालंय का? का संगीत वगैरे ऐकून, "मला तर छान वाटतय."? हं, हं.
हो. हो, हो. आणि हो. मला असं वाटतं ना, संगीतामध्ये ती जादू आहे की ते तुम्हाला कुठून तरी तुम्ही अस्वस्थ असाल किंवा तुम्ही एखाद्या अ, अवघड प्रसंगातून जात असाल, तर मला असं वाटतं की संगीत तुम्हाला नक्कीच एक उभारी देतं. तुम्हाला त मला असं वाटतं म्युझिक थेरपी ही आयुष्यामधली माझी सर्वात चांगली थेरपी आहे. कारण की त्याच्यासाठी जास्त खर्च नाहीये, काही नाही आहे. आणि तुम्ही ना, सतत चांगली गाणी ऐकली की तुम्हाला छान वाटतं. मला असं वाटतं जेव्हा हो, हो.
बरोबर. हां. बरोबर, बरोबर. हळवी गाणी, है ना? हळवी गाणी, जास्त मराठी गाणी. दर्द भरे गीत! म्हणतात ना, ती सॉफ्ट इंग्लिश सॉन्ग्स वगैरे, दर्द भरे गीत, आपण ऐका म्हणजे ते शब्दा गाण्यांचे शब्द शब्दशः आपण त्या गाण्यांमध्ये असा अर्थ लावतो. झालंय का असं कधी फील केलंय का तुम्ही?
बरोबर. हो, कारण मला आठवतं, आम्ही ना समुद्रावर फिरायला जायचो. आणि त्यावेळी असं व्हायचं, "की कुणी आपल्याला बघेल का? कुणी आपल्याला" म्हणजे असतात ना, की शाळेतले किंवा कॉलेजमधले मित्र, "कुणी आपल्याला बघितलं, घरी सांगितलं तर काय होईल?" ही एक भीती पण असते आणि भेटायची ओढ पण असते. त्यामुळे दोन्ही गोष्टी असं वाटायचं "अरे, किती छान!" आणि त्याच्यानंतर ब्रेकअप झाल्यानंतर मी समुद्रावर गेलेच नाही 3 महिने.
हं, हं. हां. अरे बापरे, म्हणजे तुमचं जे होतं ते समुद्रावरती जाणं, फिरणं वगैरे, अ, जाणं कमी झालं, असं कधी वाटते का? असं वाटलं का कधी, एकटंच फक्त आपण जाऊ? चला, आपण आपल्या पार्टनरसोबत जात होतो, पण आता एकटं जाऊ, असं नाही कधी गेल्या नाही का?
हो. कमी झालं, आणि मला नाही, असं नाही वाटलं मला. कारण की त्यावेळी माझं मन एकदम सुन्न झालं होतं. आणि मी सगळे हो, हो, हो आणि मी अशी गाणी, अ, गाणी तर ऐकायचेच, पण त्यासोबत मी माझ्या मित्र-मैत्रिणींशी पण बोलायचे. माझ्या मैत्रिणी ज्या अगदी जवळच्या होत्या, त्याहून सांगायच्या, अग, ठीक आहे, होतं, त्या सगळ्यांबरोबरच होतं. तू काही पहिली व्यक्ती नाही आहेस, जिचं ब्रेकअप झालं आयुष्यात. ह्याच्यातून सुद्धा निघशील. आणि
दृष्टिकोनच बदलला तुमचा? ह, हं. अरे. भावनिकरित्या, म्हणजे तुम्ही दुखावल्या गेल्या, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला दृष्टिकोन म्हणजे कसा दिला?
हो. आता, दृष्टिकोन म्हणजे त्यावेळी ना खरंच अल्लड वय असतो, म्हणू शकतो आपण, की तेव्हा एवढं नव्हतं कळत मला, की आपण ह्याच्यातून कधी बाहेर पडू शकतो का? पण म्हणतात ना, की वेळ सगळ्या गोष्टींवर काही ना काहीतरी. तुम्हाला जसं जसं वेळ जातो, तुम्ही प्रवास करत जाता आयुष्याचा, तुम्ही काही ना काहीतरी शिकत जाता. तुम्हाला तुमचे शिक्षक, तुम्हाला बरेच असे पुस्तकं वाचल्यावर सुद्धा छान वाटतं. आणि तसंच मला वाटतं, संगीताचा आधार कायम असतो.
सांगाल तुमचं काही? हं. नक्की. बरोबर, नक्कीच हो, हो.
म्हणजे
मग गाण्याने तुम्हाला आधार दिला का? कितपत तरी आधार दिला तुम्हाला?
हो, हो. खूप आधार दिला, म्हणजे मला आठवतं रात्री त्यावेळी ना, ते छोटे मोबाईल असायचे आणि गाणी आम्ही एकमेकींना पाठवायचो, असं की हे गाणं अ, तुला मी पाठवलंय आणि मग ते लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये जेव्हा जुने कम्प्युटर होते. मग ते एकमेकांना सीडी द्यायच्या आणि मग तेव्हा ती गाणी अशी लावून ठेवायची. व आता नवीन जे गाणं आलंय ना, कितीदा नव्याने तुला आठवावे.
हो, हो. अरे बाप!
डोळ्यातले पाणी.
ऐकली का ते पण ऐकलंय का?
हो, हो. पण हो.
दिलासा द्यायची आपण गाणं असं काही झालं का? काही
मला ते गाणं ऐकलं ना की असं वाटतं, की कुठेतरी ना एक तरल गाणं आहे. कितीत आणि म्हणजे असं नाही आहे, की अगदी कोसळले मी किंवा मला मी पूर्ण भंग झाले आहे. माझं असं म्हणतात ना, की मी पुन्हा आयुष्यात कधीच उभी नाही राहू शकणार, असं गाणं नाही आहे ते. ते गाणं किती तरल आहे, सुंदर आहे. हां, अशी खद-खद नाही आहे त्याच्यात. की कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातलेले पाणी पुन्हा नव्याने वाहावे. म्हणजे आपण त्या कदाचित व्यक्तीला आपल्या आयुष्यात नाही आहे आता ती व्यक्ती, पण तरी त्या आठवणी आहेत आणि त्या आठवणी म्हणजे सोनेरी आहेत. किती सुंदर आहे.
हं, हं. बरोबर, म्हणजे तुम्ही खचली नाही. हो, हो, हो. हं, हं. हो, हो. बरोबर, म्हणजे संगीतामधून तुम्ही त्या व्यक्तीला आठवत आहे. ते संगीत तुम्हाला अ, साथ पण देते आणि तुम्हाला तुमची समजूत पण घालते. असं म्हणजे तुमचा तो जोडीदारच म्हणा ना, एक तरीकेचा त जोडीदाराचं तुम्हाला असं वाटलं का संगीत आपला जोडीदारच होऊन गेला आता.
हो, हो. बरोबर. हो, हो. हो, हो. तुम्ही नक्की असं म्हणू शकता, की संगीत आपला जोडीदार होऊन गेला आणि अजून एक मी आदर्श शिंदे यांचं गाणं ऐकलं. आता, म्हणजे ते नवीन नाही, बरंच मला वाटतं 5-6 वर्ष जास्त होऊन गेले असतील, की देवा तुझ्या गाभाराला उंबराचं नाही. अ, म्हणजे काळजाची हाक जेव्हा ते, ते जेव्हा लाईन येते ना, देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी. तेव्हा खरंच वाटतं, की खरंच माझ्या काळजाची हाक कोण ऐकेल का? असं म्हणजे, कारण की हे गाणी जी लिहितात ना, त्याचे जे बोल आहेत, शब्द आहेत, जी संगीत रचना आहे, मला वाटतं जर तुम्ही आयुष्यात कधी ब्रेकअपमधून गेला असाल, तुमच्याला तुमच्या मनाला ही गाणी भिडणारच भिडणार खूप सुंदर लि
हं, हं. हां, हां. अच्छा. भरपूर गाणी ऐकते. हो, हो, नक्कीच. अरे बाप! हां, हां. हो, नक्कीच गाणे पण खूप-खूप छान-छान गाणे तुम्ही सांगता ते. तर बघा ना, असं कधी झालंय का आपण गाणी ऐकतोय, दिलासा देण्यासाठी गाणे ऐकतोय, पण ते उलटच आणखीनच आपल्याला जास्त वेदना काही-काही अशी गाणी राहतात का आपल्याला अजून जास्त वेदना देऊन जातात, असं कधी झालंय का? ऐक हो, हो, सांगा.
हो ना. खूप वेदना देऊन जातात, पण मला वाटतं ना, की जर तुम्हाला त्या मनस्थितीतून बाहेर पडायचं असेल, तर असं म्हणतात ना, की ती तुमच्या मनातली जी भावना आहे, मोकळं होणं जे आहे म्हणतात ना, ते अतिशय गरजेचं आहे. जर तुम्ही मनात सगळं साचवून ठेवाल आणि असा विचार कराल, की नाही ठीक आहे, काय आपल्याला जास्त त्रास होत नाही आहे, काय रडणं वगैरे व्यवस्थित बरोबर नाही आहे. आपण आपल्या आयुष्यात पुढे चाललं गेलं पाहिजे, पण मग तुम्हाला मला असं वाटतं, की तुम्ही एकदा मोकळं व्हा आणि नवीन म्हणतात ना नवीन चॅप्टर तुम्ही तुमचं सुरु करा. जे झालंय ते विसरा.
हं. हं, हं. हं. बरोबर. सुरुवात करा परत. गाणे इतके आपल्याला साथ देतात का, आपण आपल्या पायावर पुन्हा सग अ, सगळं विसरून आपण उभं राहू शकतो? बघा ना, मग संस्कृतीचा भाग म्हणून आपली मराठी गाणी किंवा आपले बॉलिवूड, इंडियन पॉप वगैरे असे सॉन्ग राहतात, गाणे राहतात. तर त्यांचं स्थान किती महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये, असं वाटतं का तुम्हाला? हं, हं.
हो, हो. नक्की. हो. हं, आता. हिंदीमधली पण बरीचशी गाणी आहेत, जी ब्रेकअप आहेत. तर त्याच्यानंतर ते मला वाटतं, ऐ दिल है मुश्किल मधली जी गाणी आहेत, ती मला वाटतं सगळी एकतर्फी प्रेमाच्या, अ, म्हणजे लाईनवर असलेली गाणी आहेत. आणि त्याच्यानंतर हो, हो, हो. चित्रपट पण मी बघितला
हो, नक्कीच. बघितला का तुम्ही चित्रपट? त्याच्यामध्ये ना, भरपूर ब्रेकअपचे गाणे आहेत. आवडले का तुम्हाला त्याच्यातले गाणे? आठवतात का?
हो. हो, हो, त्याच्यामध्ये होतं ना ते तिचं गाणं, जी मेन अ, लीड आहे, एक्टर, तिचं गाणं आहे ते, दिल पे अ, मला वाटतं, दिल पे पत्थर रख के मुँह पे मेकअप कर लिया. म्हणजे ते ब्रेकअपनंतर तर आहेच, की तुम्ही स्वतःवर लक्ष देता, मेकअप करता, तुम्ही तुमचा हेअरकट करता, छान लूक देता, नवीन.
हां, हां. हां, हो, हो, हो. हो, नक्की त्या, सावरलं कसं स्वतःला, असं दिसा दिसलंय त्याच्यामध्ये. केलंय का असं तुम्ही?
मला वाटतं हो, हो, मी मेकअप करायचे. कारण रडून आल्यावर मग ते डोळे लाल असायचे ना, मग ते सगळ्यांना कळेल, की तुम्ही रडला आहे. मला वाटतं, मेकअप, हां, तुम म्हणजे तुमचा जिवलग होऊन जातो ब्रेकअपनंतर. कारण की त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे चेहऱ्यावरचे हावभाव लपवण्यासाठी खूप मदत होते त्याची.
हो, नक्क बरोबर आहे. हो ना. खरंच, खरंच. खूप मदत होते. मग असे गाणे वगैरे आले आहेत इतके गाणे आहेत, तर बघा ना त्याचं, त्या गाण्यांचं आपल्या जीवनामध्ये काय योगदान आहे? म्हणजे आजकालचे ते जे गाणे आहे, ब्रेकअपचे का होई ना, असे गाणे वगैरे, तर काय योगदान देता ओ त्या आपल्या जीवनामध्ये असं?
हल्ली ना, की एक अ, सूदिंग किंवा शांतपणा एक होता. आता जसं हे गाणं आहे, कितीदा नव्यानं किती शांत आहे, किती आल्हाद आहे, तरल भावना आहेत. आता बाकीचे जे रॅप वगैरे सॉंग्स आहेत ना किंवा ते असे फास्ट बीट वरली गाणी गाणी. मला मी ब्रेकअप नंतर माझ्या कधीच ती ऐकली नाहीयेत. मला असं म्हणतात ना जी स्लो पेसवर आहेत, शांत आहेत, जी मनाला थोडं शांत करतात तुम्हाला. अशी गाणी जास्त आवडतात किंवा एखादी गजल लावली आहे.
हो, हो. हो का? हो. नक्कीच. गझल पण खूप छान राहते आणि ब्रेकअप नंतर गझल अ, म्हणजे ऐकणं खूप महत्त्वाचं, पण आजकाल आ, झालेलं आहे नाही का ते? असं काही टिप्स देता का तुम्ही पण? हं, हं.
हो. हो, हो. म्हणजे जगजीत सिंह जगजीत सिंह यांच्या ज्या गझल्स आहेत, कोई फरियाद, तेरे दिल में लिखी है जैसे.
अरे बापरे! खूप फेमस गाणं आहे. आठवतं का त्याचं? हो, हो.
हो, हो. खूप फेमस गाणं आणि त्याचं चित्रीकरणही इतकं सुंदर आहे, की ती जी त्याच्यामध्ये कलाकार आहे, ती रडती आहे आणि कारण तुम्हाला तुमचं काम नाही थांबवता येत.
हं. बरोबर आहे.
म्हणजे तुमची मनाची स्थिती काहीही असू दे, म्हणजे मी ही गोष्ट ना प्रकर्षाने पाळली, की ठीक आहे, आपल्या मनाची स्थिती आता सध्या वाईट आहे. पण त्याच्यामुळे आपल्या जे आपण काम करतोय किंवा अभ्यास करतोय, त्याच्यावर परिणाम नाही झाला पाहिजे. आपण ते केलंच पाहिजे. हे कधी-कधी ना खूप मुश्किल होतं, खूप लोकांना, की ते एका झोनमध्येच जातात.
बरोबर आहे, बरं. हो, पण. खरंच ना, मुश्किल. हो, म्हणजे पूर्णपणे खचूनच जातात. मग असं काही टिप्स देता येतील का तुम्हाला? म्हणजे ब्रेकअपनंतर असं तुम्ही काही आपली प्लेलिस्ट बनवली आहे का? नाही का, गाण्याची एक प्लेलिस्ट असते. हो, हो.
हो, हो. हां, जसं मी तुम्हाला सांगितलं, ही सगळे गझल्स वगैरे ऐकायच्या, शांत. मला वाटतं ना, तुम्ही जेव्हा या मनस्थितीतून जाता ना, तेव्हा तुम्हाला शांत गाणी आणि ज्याचे बोल चांगले आहेत, तर अशी गाणी तुम्ही नक्की ऐकायला पाहिजे.
हं, हं, हं. बरोबर आहे, तुम्हाला भरपूर अनुभव आलेला आहे, बरं का, याचा. तर अ, तुम्ही असं काही सल्ला द्याल का? का असं झालं, ब्रेकअप वगैरे झाले, तर संगीत कितपत आपलं जग बदलतं, आपलं आयुष्य बदलते, आपली ऊर्जा कशी बदलायची, असं काही सल्ला द्याल का तुम्ही?
हो, हो. हो, मला वाटतं ना, सकाळी उठून ना, तुम्ही एखादं छान भजन लावा किंवा अभंग लावा. कारण की तुम्हाला तुमच्या सकाळ, म्हणजे मला वाटतं ना, की शेवटी आपण देवाचा धावा करतोच. आपण तुमचं काही, आपण देवाला किती वेळा बोलतोय, "अरे देवा, तू असं का केलंस माझ्यासोबत? मीच मलाच का असं निवडलंस? माझंच ब्रेकअप का झालं होतं ना?" आपण देवासोबत पण भांडतो.
हं. अरे. बरं, हो, होतं ना, होतं ना, नक्कीच. केले का तुम्ही भांडण?
आपण देवासोबत पण हो, ना, का नाही करणार? तर जेव्हा त्या मनस्थितीतून जातो, तेव्हा आपण देवाला दोष पण देतो, देवाकडे साकडं पण घालतो, की आता ठीक आहे. पण मला वाटतं, जेव्हा तुम्ही त्या एका स्टेबल स्टेजला येता ना, तेव्हा तुम्ही थोडं शहाणे होता, आणि शिकता तुम्ही तुमच्या आयुष्यातून. प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते. हे जेव्हा अपयश तुम्ही पचवायला शिकाल, तेव्हा तुम्ही थोडे शहाणे होता, असं वाटतं मला. आणि या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये, तुम्ही जेव्हा, अ, असं म्हणतात, की तुम्ही असे उदास होतात, तुम्हाला अस्वस्थपणा जाणवतो, तेव्हा हे जी गाणी आहेत ना, ती तुम्हाला नक्कीच उभारी देते. आणि ही सगळी मी प्लेलिस्ट, म्हणजे मी स्वतः पण बनवली आहे, आणि माझ्या मैत्रिणींना पण दिली आहे, की गझल्स ऐक
<chuckles> हं, हं. बरोबर आहे. हो, हो. नक्कीच. अरे बापरे, म्हणजे ब्रेकअप्स आलेत, ते सगळं तुम्ही ऐका, असं आहे ना, बरोबर आहे. म्हणजे बघा ना, अ, ब्रेकअपनंतर म्हणजे संगीत आपल्याला किती मोठी मोटिवेशनल नाही का, ते सांगतात. सेल्फ लव्ह करायला, हीलिंग हीलिंग प्रक्रिया जी राहते, ती जाणवते नाही का त्याच्यामध्ये? हो, हो.
हो, हो, हो. हां. कारण हो, हो, हो, हो. नक्कीच, नक्कीच. बरोबर. अगदी, अगदी, मनातलं बोललात तुम्ही माझ्या. हीलिंग.
हो, हो. नक्कीच. खूप नात्याच्या, बघा ना, ब्रेकअप झाल्यानंतर संगीत इतकं म महत्त्वाचं असतं, हे कळलं. मग तुम्हाला तुमच्या मैत्रिणींना ती प्लेलिस्ट तुम्ही दिली आहे. त्यांनी पण ऐकले का मग ते गाणे?
हो ना, ऐकायच्या ना. माझ्याकडे मागायच्या पण त्या गाणी. "अगं, अजून हे पण गाणं दे", असं पण व्हायचं बऱ्याच वेळेला.
अरे बाप रे. बघा ना, म्हणजे ब्रेकअपनंतर, अ, गाणे, संगीत म्हणजे आपलं मनातलं सांगतात. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, तुमच्या मनातलं
मला पण खूप-खूप मजा आली आज.
हो, हो, नक्कीच, आपण पुन्हा बोलू. धन्यवाद.
हो, हो, नक्कीच, पुन्हा